आणि मोबाईलमध्ये असे सेटिंगसुद्धा असतात अ, डू नॉट डिस्टर्ब वगैरे ते आपण यू यूज करू शकतो म्हणजे आपण जेव्हा काम करतोय, तेव्हा आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. आणि मला सगळ्यात सोप्पं म्हणजे सांगू का तुम्हाला तुम्ही तुमचा इंटरनेट बंद करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला ते मेसेज येणार नाहीत कोणाचे, नोटिफिकेशन ऑफ करण्या करण्याची लांबची गोष्ट आहे. तुम्ही इंटरनेट जर बंद केलं ना, तर तुम्हाला कोणाची मेसेज दिसणार नाही त्यामुळे तुम्ही ती डिस्टर्बच होणार नाही आणि तुम्ही तुमचं काम हे नीट अ, सू अ, सुरळीतपणे करू शकता आणि मग तुम्हाला टाईम भेटेल, तेव्हा तुम्ही थोडासा 10-15 मिनिटं थोडा चीट टाईम म्हणतो ना, करा म्हणजे नाही का थोडसं स्वतःला पण एक रिलॅक्स म्हणतो ना आपण ते पण होतं. आणि ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण अ, अवलंबल्या ना, मोबाईलपासून दूर राहिलो, स्क्रीन टाईम म्हणजे आपण जास्त नाही केला, दुसऱ्या खोलीमध्ये मोबाईल ठेवला, तर याने आपल्याला खूप फायदा होतो. म्हणजे जसं की आपली अ, रात्रीची झोप आहे त्याची गुणवत्ता सुधारते आणि अ, थोडंसं आपण फॅमिली अ, फॅमिलीशी बोलायला लागतो, फॅमिली टाईम द्यायला लागतो, ते आपले पार्टनर आहेत त्यांची संवाद करायला लागतो, घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करायला लागतो. त्यांना काहीतरी गोष्ट वगैरे सांगा म्हणजे तुमचे असे जे आहेत मोबाईलच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घरच्यांना खूप टाईम देता, मित्रांना टाईम देता अशा याच्यामध्ये फरक नक्कीच पडतो.
बघा अच्छा. बरोबर, बरोबर. बरोबर. हां, हां. सांगा. <chuckles> हो ना, हो ना, हो, ना. हां, हां, हां, हां. हां, हां, हां. हो, अरे वाह वाह! हो ना, हो ना. मस्त. हां. अच्छा. हां, हां. बरोबर, खूपच. सुधारते, बरोबर. हां, हां. हो. हो ना.

अरे, वा, वा! खूपच छान. तुम्ही दोन्ही संदेश खूपच चांगले दिले, की तर तुम्ही अ, जे आहे ना ते सांगितल्यापर्यंत नोटिफिकेशन ऑफ करू शकता ज्याच्यामुळं तुम्हाला इंटरप्शन होणार नाही. पण मग त्याच्यावर तुम्ही हेच महत्त्वाचं सांगितलं, की तुम्ही मध्ये त्याच्यानंतर चेक पण केलं पाहिजे ना की कुटुंबाचा काही मेसेज आलाय का किंवा काय. नाहीतर मग आपण एकदमच <chuckles> जंगलात जा गेल्यासारखं नको व्हायला. <chuckles> आपला सगळा संपर्क तुटला तर तेही महत्त्वाचं आहे. तर खूपच छान तुम्ही सांगितलं.
हो, अगदी. हो, अगदी, अगदी. हो, खरं आहे. हो आणि आपण हे पण करू शकतो, की नाही का. आता आपण जे बेडरूममध्ये झोपतो. तर तिकडे आपण आपल्या शेजारी मोबाईल नाही ठेवायचा. काय होतं आपल्याला सवय असते आपल्या बाजूला जर मोबाईल असेल ना, झोप नाही आली, की आपण परत मोबाईल हातामध्ये घेतो आणि परत ते सोशल मीडियाकडे वळतो. नाहीतर YouTube म्हणा. आता काहीतरी व्हिडिओज वगैरे पाहत बसतो. कारण की झोप येत नाही ना. तर आपण आपल्या दुसऱ्या खोलीत किंवा आपल्यापेक्षा थोडासा लांब अ, टेबलावर वगैरे म्हणजे ठेवला मोबाईल, तर आपल्याला कसं र रात्री उठायचा कंटाळा येतो. नाही का? तर आपण एक दो फोन झोन असा तयार केला पाहिजे, की आपण देवपूजा जेव्हा करतोय, नाश्ता करतोय, जेवण करतोय तेव्हा आपल्या जवळ मोबाईल नाही ठेवायचा. आपण कुठेतरी साईडला आपण ते मोबाईल ठेवू शकतो. हां, फक्त इमर्जन्सी कॉल वगैरे आला, फोन आला तर तेव्हा घ्यायचा तो, पण असं अ, जेवताना लोकांना खूप सवय असते. एका हातामध्ये ते मोबाईल आणि एका हातामध्ये जेवण. तर त्याने काय होतं? ते जेवण आपल्या अंगी पण नाही लागत. अ, सगळं लक्ष्य आपल्या मोबाईलमध्ये असतं. फक्त मेंदू ते खायचं काम करतो, पण ते पचन होत नाही नीट. पचनक्रिया नाही होत. तर अशा गोष्टी आपण नक्कीच टाळायला पाहिजे, की फोन आपल्यापासून दूर अंतरावर ठेवायचा, जेणेकरून मोबाईलला जास्त हात लागणार नाही.
हां, हां. अच का बरं? हां, हां. <laughs> हो ना, हो ना, हो ना. हो ना, हो ना, हो ना. अगदी, अगदी, अगदी. हो, हो. अच्छा. हां, हां. हो. हो ना, हो ना. हां, अरे वाह, वाह, वाह! हो, हो. अगदी, अगदी. खूपच छान. हां. अरे वाह! हो ना, हो ना. <chuckles> अंगी नाही लागत आहे. अगदी, अगदी. हो ना, हो ना. हो, हो, हो.

बरोबर. बरोबर. खूपच छान. तुम्ही सांगितलं, की हे पण आपण करू शकतो. म्हणजे याच्याने काय होतं, की मोबाईल जर आपल्यापासून आपल्या हातात येणारा नसेल, तर मग ते पर्यायाने बघणं वगैरे, आपलं होत नाही. किंवा मग आपण कंटाळा करतो. कारण शरीराला झोप महत्त्वाची असते. तर कष्ट आपण घेत नाही, तर म्हणजे हे एक असं म्हणू शकतो ना, की असा उपाय आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त फोन लांब ठेवायचं, एवढंच काम केलं. की बाकीचं ऑटोमॅटिक होऊन जातं. तर खूपच मला वाटतं नाही, इफेक्टिव्ह आहे हे.
हो. अगदी. हो. आणि अ, छोट्या-छोट्या सुरुवात करू शकतो आपण, नाही का. सकाळी आपण असं नाही की लगेच, अ, आपल्याला मोबाईलपासून आपण दूर राहू. थोडंसं तुम्ही रोजचा 10 ते 15 मिनिटं वेळ घ्या. मग असं व वाढवत जा, नाही का. आज ठीक आहे, आज मी असं ठरवायचं स्वतःला, की नाही आज मी 10-15 मिनिटं मोबाईलला हातच नाही लावणार. आणि तसं-तसं आपण करत, सुरुवात करून टाईम वाढवायचा. जेणेकरून आपण मोबाईलपासून लांब राहू. पण अशा छोट्या-छोट्या आपण पद्धत जर अवलंबली ना
हां, जसं-जसं. हां, हां. अच्छा. हां, हां, हां. अच्छा. अच्छा-अच्छा. अरे वाह, वाह, वाह! म्हणजे सुरुवातीला फक्त एक 10 च मिनिट मोबाईलला बघितलं. सकाळी उठल्यावरती मग 15 मिनिटं नाही बघायचा. अच्छा, असं-असं. अरे वाह, वाह, वाह!
हो. हो. आणि टाइमर वाढवत जायचा. म्हणजे जेणेकरून अ, आपला त्या मोबाईलचा वापर कमी होईल. आणि आपले जे छंद आहेत, अ, म्हणजे सकाळी उठून व्यायाम करू शकतो आपण. अ, वॉकिंगला जाऊ शकतो. घरात आई-वडिलांना मदत करू शकतो. किंवा मित्रांशी गप्पा मारू शकतो. फोनवरच न मारता तुम्ही प्रत्यक्ष भेटा ना, तर तेव्हा तुमचा मोबाईलवर बोलण्यापेक्षा, स सहज बोलतो ना, त्या भावना पण व्यक्त होतात. आणि अ, अ, भार
अरे वाह, वाह! हां, हां, हां. बरोबर. बरं, बरं. <chuckles> हां. हां, अरे वाह, वाह! खूपच छान तुम्ही सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय आहे ना? की मोबाईलची सवय तर सोडायची आहे, तर त्याला हळू-हळू आपण वाढवत न्यायचं, तर हे म्हणजे नाही का, कुठेतरी रास्त वाटतं मला. आणि त्याहीपेक्षा तुम्ही आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, की ती मोबाईलची सवय सुटली, की वेळ शिल्लक राहणार आहे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही काहीतरी तरतूद करून ठेवा, की तुमचे छंद असतील. मदत असेल. <chuckles> हां.
हो. आपण जर सिंग संगीतची आवड असेल, तर संगीत अ, करा, वाचन करा. पुस्तक वाचल्याने एकदम स्मरणशक्ती पण छान होती आपली. आणि अ, नॉलेज खूप येतं आपल्याला. आणि नाही तर आपण असे वेगवेगळे नाही, त्या मुलींना कुकिंगची आवड असते कोणाला, तुम्ही ते करा, जे आपले जे छोटे-छोटे छंद आहेत, ते जोपासा आपण. जेणेकरून आपला वेळही वाया नाही जाणार. आणि काहीतरी आपल्यामध्ये कलागुण अवलंबून येईल वगैरे. अशा गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत.
स्मरणशक्ती वाढते. हो, हो, हो. बरोबर आहे. हां, हां, हां. अरे व्वा! वेळही वाया हो, हो, अगदी, अगदी. खूपच छान. खूपच मस्त. म्हणजे की याच्यामुळं आपल्याला जी मोबाईलमध्ये जो वेळ जात होता. तर तो आपण दुसरीकडे चांगल्या ठिकाणी यूटिलाइज करून फायदा करून घेऊ शकतो.
हां. नक्कीच. आणि म